नक्कीच. अ, कसं झालं तुम्हाला मी सांगते, की माझा फ्लॅट आहे तो रेडी आहे, पण मी विचार केला, की ह्याच्यामध्ये जे आपल्याला चावी मी माझ्या माझा बर्थडे येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये तर अ, तेव्हाच मी घ्यायचं ठरवलं आहे. अ, कारण हां.
हं. हं, हं, हं. अच्छा आणखीन तिथे तुम्ही शिफ्ट झाल्या नाहीत म्हणजे असं.
शिफ्ट मी नाही झाले आहे. घेऊन जस्ट ठेवलेलं आहे तिथे. फक्त मध्ये-मध्ये मी जाते ते बघायला, म्हणजे मला जेव्हा असा कंटाळा येतो, तेव्हा मी बघून येते ते. मस्त वाटतं मला कारण तिथे गेल्यावर <chuckles> तर त्याच्यामुळे मी जाऊन येते. हां.
हं, हं, हं, हं. अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणजे आधी मग आता सध्या तुम्ही तिथेच राहताय का जिथे आधी रेंट
नाही, सध्या मी सध्या मी तिथे राहत नाही आहे. सध्या मी माझ्या पप्पांकडे आहे. माझं मला म्हणाले ना जसं की अ, 15 डेज माझं हे असतं. घरून काम असतं आणि 15 दिवस माझं तिकडे असतं. तर सध्या मी इकडे आली आहे, तर सध्या माझं शिफ्टिंग होई अजून म्हटलं एक महिना आहे, त्याच्यानंतरच मी कायमचं म्हणजे तिकडे जाईन असं.
ओके. ओके, ओके, ओके. हां, म्हणजे इकडून तिकडे हं, हं, हं.

बरोबर. आणि माझी अजून 1 म्हणजे इच्छा आहे, की तीजी जिथे मी रेंटनी राहत होते ना, ते देखील घर मला घ्यायचं आहे. कारण तिथे बोलत ना, आपला एक बॉन्ड झालाय तयार. अ, तर अ
हं. हां, अगदी बरोबर. म्हणजे मी तेच अ हां, हां, अगदी बरोबर. म्हणजे कसं आहे अ, ज्या अ, जागी जसं मी आधी म्हटलं, म्हणजे जिथं आपली माणसं आहेत तिथं किं किंवा जिथं आपलं हे झालं आहे, राहणीमान वगैरे झालं, तर ते एक म्हणजे आपण बॉन्ड निर्माण होतो ना, त्या जागेबद्दल. त्यामुळेही तुम्ही असं प्लॅनिंग करताय का आता, की घ्यायचं आहे म्हणून? हं, हं, हं.
हं. हो. बरोबर. बरोबर. आणि कसं आहे माहिती हो, हो, हो, नक्कीच. कारण कसं म्हणजे त्या घरात मी, मला तर वाटते, 3-4 वर्षं मी राहिली तिथे. 3 वर्षं. आणि कसं असायचं, माझं वर्क फ्रॉम होम असायचं. तर 15 दिवस मी त्या घरी असायची आणि 15 दिवस मी माझ्या घरी असायची. हां. आणि माझं तिथलं ऑफिसदेखील माझ्या जवळच होतं, पण आणि जे आमचं अजून 1 घर आहे, ते मुं ते मुंबईच्या दुसऱ्या साईडला होतं. तर मग तिकडून येण्यापेक्षा मी विचार केला, जवळच आहे, तर म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या डोक्यात विचार आला, की हे कशाला मी इथे रेंट भरते आहे. मी त्यापेक्षा माझं स्वतःचं घर घेतलं तर अ, काय म्हणजे चांगलं होईल. त्याच्यासाठी मी जिथे राहते, ते देखील त्यांना विचारलं, पण ते मला म्हणाले, की "आम्हाला हे नाही विकायचं आहे" म्हणून. अ, पण ते मला हे पण म्हणाले नंतर काही दिवसांनी, की म्हणजे "असा विचार करू शकतो मी." <chuckles> तर त्यांना मी सांगितलं, की जर खरंच असं कधी विचार म्हणजे विकायचं असेल, तर हे घर द्या, की म्हणजे मला अजून 1 माझं घर होईल, असं मला वाटतं. <chuckles>
अच्छा. अच्छा, अच्छा. हां, हां. आलं लक्षात. अच्छा. हं, हं, हं. हं. हां, हां. अच्छा. हां, हां. अच्छा. म्हणजे तुम्ही त्यांना असं तुमचं स्वतःचं हॉनेस्टली कारण सांगितलं का? का तुम्ही त्यांना अप्रोच करताय, की मला द्या म्हणून? म्हणजे त्यांची काय प्रतिक्रिया होती त्यावर?
हो, हो. हो आणि तर त्यांना मी त्यांना मी म्हणाले, की म्हटलं, "हे बघा काका, की मी खूप दिवस इथे राहिले आहे." तर ते मला म्हणाले, की "हो, आमच्यापेक्षा जास्त तूच इथे राहते आहेस." म्हणजे. तर अ, मी म्हणाले, की "हो ना." मग त्यांना मी तेच म्हणाले, की म्हटलं, "जरा बघा, तुमची इच्छा झाली, तर तुम्ही हे घर मी घेऊ शकते," म्हटलं. अ
हां. <laughs> बरोबर. हं, हं. हं, अ, जस्ट कॉल मी असं म्हंटलं असेल तुम्ही नाही का? म्हणजे पहिला कस्टमर तुमचा मीच असेल, असं तुम्ही त्यांना म्हणजे आग्रहाने सांगितलं.
हो, हो, हो त्यांना आणि त्यांना देखील असं थोडंसं ऑड वाटलं, की ही कशी काय म्हणते? म्हणजे असं एकदम छोटंसं म्हणजे आपल्याला समजते पर्सनॅलिटी आपली थोडी वेगळी आहे. तर म्हणतं, की "तू अजून लहान आहेस, तुझ्याकडे तेवढी" म्हणजे त्यांनी असं विचारलं मला हां. तर त्यांना असं वाटलं. तर मग मी बरोबर. तर त्यांना बरोबर. <chuckles>
हं, हं. हां. हां. हां, पण म्हणजे त्यांना वाटलं नाही, की अ, कॅपेबल आहे की नाही, असं म्हंटलं. जसं मी आधी म्हटलं होतं ना, 30शीच्या नंतरही काही जणांचं घर हे स्वप्नच असतं. त्यांना वाटलं असेल, ही काय म्हणजे लहान दिसते आणि हं, हं, हं, हं.
हो. असं त्यांना वाटलं, हां. तर मग असं झालं. तर काकांना मी सांगितलं, की "काका, मी इथे जवळच घर घेतलं आहे." आणि मग त्यांना मग तेव्हा मी सांगितलं अ, मग ते म्हणाले, "ओके. अरे वाह!" मग त्यांनी तर त्याच्यानंतर ते मला म्हणाले, की "मी कधी विचार केला, तर मग नक्कीच बाळा तुला सांगेन." तर अ, असं झालं ते. आणि काय झालं हो.
हम्म. हं, हं, हं. खूपच छान. आणि अ, हां, हां. एक मला विचारायचं होतं, जेव्हा तुम्ही अ अ, उल्लेख केलात, की तुमचं मस्त अपार्टमेंट तुम्ही घेतलं 11व्या फ्लोरवर. तर इमोशनल मोमेंट तुमचा असा त्यामध्ये होता का? भावनिक क्षण अ, जेव्हा आपण जातो ना, पहिल्यांदा आपल्याला चावी भेटते. आणि आपण लॉक वगैरे तुम्ही खोलता आणि जेव्हा डोर ओपन करताना, त्या फीलिंग, ती भावना जी येते, त्याबद्दल तुम्ही सांगा ना. म्हणजे काय तुमच्या मनामध्ये चाललं होतं? "मी केलं साध्य." म्हणजे काय नेमकं घडत होतं तुमच्या मनामध्ये?
हो. हं.